अ, कसं असतं ना? की माणसाचं मन एकदम हळवं असतं, अ, बघा आपण जनरली बोलतो, की कुणाला छोटंसं साधं पेनाच जरी गिफ्ट दिलं ना आपण, तरी ती व्यक्ती पूर्ण विरघळून जाते, समोरच्यासाठी. तर मग आमच्याकडं पण अशीच थोडीशी अ, प्रथा आहे बघा. प्रथा म्हणता येणार नाही पण आम्ही चालू केलेली आहे तसं, की कुठलाही सण वगैरे असेन ना, तर सगळ्यांना छोटं-छोटं गिफ्ट द्यायचं म्हणजे टीचर्स डे वगैरे असेन तर मुलांना आम्हीच गिफ्ट देतो, आमच्या घरातले. की मुलांसाठी आज काहीतरी स्पेशल आणूया. म्हणजे नोटबुक्स असेल सर्वांना सारख्या किंवा मग पेन असेल पण सर्वांना सारखे. अ, तसंच आमच्या घरामध्ये पण आता नवरात्री असतात ना नवरात्री तर अ, नवरात्रीमध्ये आमच्या घरामध्ये आमच्या सगळ्या बायकांना आता एकत्र कुटुंब म्हटल्यामुळं आमच्या घरात बायका भरपूर साऱ्या आल्यात. तर एकीला घ्यायचं, एकीला नाही घ्यायचं अशी कधीच प्रथा नसते. किंवा असं होत पण नाहीत. अ, 1000 ची घेतली साडी तरी सर्वांना सारखीच असते आणि 500 ची घेतली तरी सर्वांना सारखीच असते. हं.
हो. हो. हो ना. हो ना. हं. हो. हां. हो. हां. हो ना. हां. हो, हो. हो ना. हां. अच्छा. सारखी. हां, समान. अरे, वाह! मस्तचं. म्हणजे अ, सगळ्यांना समान वागणूक आणि सगळं समान केलं जातं म्हणा तुमच्या घरात. आणि एकोपा खूपच सुंदर वाटतोय. मग आजकालच्या फोन सोशल मीडियामुळे मनात तणाव वाढला असता, ते कसं व्यवस्थापित करता? म्हणजे अ, घरात कधी डिजिटल बाउंड्री कशी ठेवलीत, त्याबद्दल काही सांगाल?
हो, हो. हो. डिजिटल बाउंड्री बघा, आता प्रत्येकाजवळच मोबाईल आलाय. आणि मोबाईलनं प्रत्येकाचं एक स्वतःचं वेगळं विश्व निर्माण केलं आहेत. माझा मोबाईल, अ, माझं Instagram, माझं Facebook आणि माझं दुनिया. अशीच घरातली सर्वांची दुनिया बनते. अ, असं करत, करत आहेत ना, एक माझ्या असं लक्षात आलं, की अ, मुलांकडे पण मोबाईल झाला, घरातल्या मोठ्या माणसांकडे पण मोबाईल, आमच्या बायका सर्वांजवळ मोबाईल. ह्यानी काय झालं ना हो, प्रत्येकच जण जेवण झालं की आपापला मोबाईल बघायचा. कुणी कुणासोबत बोलायलाच जाईना, कुणी तयारच होईना. हं, तर अ, ते ना मनाला असं खूप असं रुखरुखायला लागलं. अरे, हा काय प्रकार आहे? जी माणसं आपल्या समोर नाहीत, आपण त्यांच्यासाठी वेळ देतोय. आणि जे आपल्या समोर आहेत आपण त्यांना बोलतच नाहीयेत. आणि मला सांगा ना? हसताना बघा, कुठलाही एखादा जोक झाला आणि जर जास्तच लोकं हसली, तर अजून खळखळून हसायला येतं. आणि आपण एकटंच हसत असन, तर ते वेड्यासारखं वाटतं नाही का?
हो ना. अगदीचं. हो ना. हो. हां. हो. सगळ्यांकडे मोबाईल. हां. हो. संवाद कमी झाला थोडक्यात. हां, बरोबर. हो. हो. <chuckles> हो ना, हो. हो. हो, हो. वेड्यासारखं वाटतं नाही का, अगदी, अगदी बरोबर. आणि चप्पल उदाहरण दिलंत तुम्ही. तर अ, मग असं तुम्ही काय सल्ला देऊ शकतात? की सं शांतता आणि सुसंवाद कसा घरात मेंटेन झाला पाहिजे? त्याबद्दल काही टिप्स द्याल?